आणि त्याला कळलं की माझा मामा ज्या एरियात कॉलेज आहे ना, तिथला माझा मामा नगरसेवक आहे. <chuckles> सगळी माणसं-बिन्स, मोठी-मोठी बाउन्सर-बिउन्सर तिथं माझ्यासाठी उभी होती आणि मग तिथं अ, माझा तो राडा झाल्यानंतर आहे ना, त्या दिवसापासून तो मला क्षमा मागितला, "दादा खरंच मला माफ करा." मी म्हटलं, "तुझे दिवस भरले नव्हते रे म्हणून मी तुझी वाट बघत होतो की कधी तुझे दिवस भरतात मग मी तुला अ, तो मजा चकवतो आनंदाचा," नाही का. आणि त्या मुलांनी येऊन माझ्या सगळ्यांसमोर माफी मागितली. त्यानंतर नाही का त्याला भीती वाटली की आता त्याचा नंबर लवकरच लागू शकतो. कारण की मी इथे श्रीकृष्णा सारखा होतो, की जसं त्यांनी नाही नाही का, 100 अ, पाप माफ होईपर्यंत त्याला सोडलं होतं ना, तसं मी त्याला सोडत होतो.
हां. अ, होय. <chuckles> <chuckles> हं. <chuckles> खरं आहे की. <chuckles> <chuckles> बरोबर आहे की. हां. खरं आहे की. <laughs> हां. आलं की लक्षात. हां. शिशुपालची घटना म्हणत आहे ना तुम्ही? <chuckles> आलं लक्षात.
हां. तो माझा वर्गमित्र असल्यामुळे त्याला मी म्हणतो जाऊ दे. वर्गातला म्हणजे अ, आहे एक मुलगा आहे कशाला त्याला अ, परेशान करायचं अजून त्याचे दिवस भरले नाही आहे, त्यामुळं.
नाही. बरोबर आहे की. म्हणजे तसं म्हणता येईल म्हणजे ही पहिलीच घटना होती का तुमची अशी की कुणालातरी बाबा क्षमा करण्याची असो किंवा बाबा मोठं मन ठेवण्याची?
मग मी म्हटलं राव हा क्षमा मागू शकतो, हां. हा मी मी नाही का असा एकदम काय म्हणतात अ, एकदम आगाऊ पोरगा तर मग मी का नाही मागू शकत? नाही, मी तर खूप चांगल्या घरातला आहे नाही का.
बरोबर आहे की. हां, हां. खरं आहे की. बरोबर आहे की. नक्कीच म्हणजे थोडक्यात म्हणता येईल, की त्या घटनेनं म्हणता येईल म्हणजे तुम्हाला एक परिवर्तनच दिलं तुमच्या आयुष्याला.
म्हणून मी परत अ हो, मला असं वाटलं क्षमा मागणं आहे ना, अ, हे अ, म्हणतात ना वीरांचं भूषण आहे. त्याने ती क्षमा मागून ना तो आज माझा खास मित्र झालाय.
होय. म्हणजे किती चांगली गोष्ट आहे, म्हणता येईल.
खास मित्रांपैकी एक म्हणजे मला कधीही भेटतो वगैरे बोलतो आता. त्याच्या मनात माझ्यासाठी खूप इज्जत आहे आणि माझ्यासाठ माझ्या मनात त्याच्यासाठी खूप इज्जत वाढली, कारण की एवढ्या लोकांसमोर त्यादिवशी त्यांनी माफी मागितली आणि मी त्याला काहीच न बोलता. म्हणजे त्याला अ, भीती वाटली असेल मे बे की मी त्याला काही बोलत नाही म्हणजे काहीतरी माझ्या डोक्यात शिजतंय. पण माझ्या डोक्यात शिजत नव्हतं. मी जाऊ दे म्हणायचो. कुठं त्याच्या अ, मी असं होतं, की "हत्ती चालल बाजार आणि कुत्ते भोके हजार."
खरं आहे की. बरोबर आहे की. <laughs> खरं आहे की.

हां, आणि ते मला अ, म्हणतात ना असं, <tsk> खूप वाईट वाटलं, की हे का घडलं माझ्यासोबत? मी का मूर्ख होतो? मी त्यावेळेस, नाही का, मी म्हटलं तुम्हाला, डॅशिंग माणूस होतो मी एकदा कॉलेजमध्ये आणि मी त्या गोष्टीमुळे देव वगैरे जास्त मानायचो. मानायचो, पण एवढं नाही मानायचो, नाही का. तर मी काहीही करायचो आणि ती खूप धार्मिक होती. संतांचे सत्संग बघणं, मंदिरात जाणं, सगळ्या गोष्टी करणं, दिवसभर ती संतांचे सत्संगच बघत राहायची. आणि ठाकूरजी, ठाकूरजी, ठाकूरजी करत राहायची आणि मी म्हणायचो, "ए सोड, माझ्यासंग लग्न करायचं ना, हे सगळं नको करू. नाही का, मला रोमॅन्टिक बायको पाहिजे, तुझ्यासारखी धार्मिक नाही." आणि नंतर मीच धार्मिक झालो आणि
खरं आहे की. हां. बरोबर आहे. हं, हं, हं. खरं आहे. खरं आहे की. हं, हं. <chuckles> हां. अं, बरोबर आहे की. हं, नक्कीच.
मला कळलं, की मी किती मोठा गाढव होतो. एवढी चांगली पोरगी कलियुगात शोधून मी सुद्धा अ, माझ्या लाईफमध्ये तिने मला प्रपोज केलं. सगळ्या गोष्टी केल्या आणि मी तिला अ, म्हणतात ना, घालवून टाकलं. तर ती मला क्षमा अ, म्हणतात ना, मी आता तिच्यासाठी प्रयत्न करतोय, की माझं, म्हणतात ना, मी माझं अस्तित्व मोठं करतोय, की अ, मी स्वतःला मोठा फेमस यूट्यूबर वगैरे बनवणार आहे आणि असा फेमस माणूस बनवणार, की ती परत माझ्याकडं आली पाहिजे.
अं, बरोबर आहे. हां. अं, बरोबर आहे की. हं. पण ह्या गोष्टी करताना तुम्हाला असं वाटत नाही का कधी, की क्षमा मागताना की माझ्या स्वाभिमानाला कुठेतरी ठेच वाट लागती वगैरे? अशा गोष्टी कधी वाटत नाही, की कमीप कमीपणा वगैरे, असं काही वाटत नाही का कधी? किंवा बऱ्याच जणांना हां, म्हणजे अडचण असती, की बोलताना असं जीभ जड झाल्यासारखी होती. क्षमा मागायचं म्हणल्यावर.
काय करायचं त्या स्वाभिमानाचं? लोणचं घालायचंय का? नाही, नाही, नाही, नाही, काय आहे. नाही, मला नाही वाटत आता. पहिले वाटायची, आता नाही वाटत. आताच पहिले, सॉरी नाही म्हणायचो मी कधी कुणाला. "हां, ठीक आहे, ठीक आहे, माफ केलं तुला," असं म्हणायचो मी.
अ, होय. मग अशी कशा पद्धतीने तुम्ही हे वि विचार कशा पद्धतीने बदलावेत, की ज्या माणसाला ह्या अडचण येते, क्षमा मागताना जीभ जड होते किंवा स्वतःचा अहंपणा समोर येतो. मग अशा माणसांनी काय करावं, की त्यांचं जरा क्षमा मागण्यासाठी ते प्रेरित होतील किंवा ह्या महत्त्व समजतील ह्या गोष्टींच्या?
बघा, तुम्ही हे जीभ जड वगैरे म्हणताय ना, तसलं माणसाने करू नये. मग मग डायरेक्ट क्षमा मागून घ्यायची, कुणाला दुखायचं नाही. सगळ्या लोकांना, हे ना, सुखी ठेवायचं. आपल्याला आहे ना, मला गौ एक गौ अ, गौतम बुद्धांची मी एक वाचली होती कथा, की त्यामध्ये ते एका झाडाखाली बसले होते आणि त्यावेळेस एक पोरगा आहे ना, झाडाला दगड मारत होता आणि त्यावेळेस ते दगड अ, झाडाला अ, नाही का, आंब्याला अ, पाडायसाठी मारत होता आणि ते दगड ते गौतम बुद्धाला लागलं आणि ते रडायला लागले मोठ्यांनी, नाही का. तर ते मुलगा जाताना म्हणतो, की "तुम्हाला असं अ, रडता का आहे तुम्ही?" तर ते म्हणतात, की "तू त्या झाडाला दगड मारलं आणि त्यातनं तुला आंबे भेटले, नाही का. मला दगड मारला, मी तुला काहीच देऊ शकलो नाही."
अ, हां. हं. हां. हं. होय. हां, हां, हां. हं. हां, बरोबर आहे की.